हां. म्हणजे आता प्रत्येकाच्या प्रायॉरिटीज वेगळ्या असतात. काही-काही नुसते पैशाला महत्त्व देतात आणि मग ते तसे करू शकतात, जाऊ शकतात. पण मी काय म्हणते? तुमच्यावर जर फॅमिलीची जर जबाबदारी असेल आणि तुम्हाला पैसा इम्पॉर्टंट म्हणजे फॅमिलीसाठी असेल किंवा फॅमिलीची नड भागवायची असेल. तर अ, नक्की म्हणजे पैशासाठी तुम्ही केलं पाहिजे म्हणजे थोड्या प्रमाणात. पण अ, असं म्हणजे नंतर मग कुठेतरी सॅच्युरेशन येतंच ना. मग अ, म्हणजे नड भागवण्यासाठी केलं तर ठीक आहे. पण नंतर मग तुम्ही काहीतरी अपडेशन तुमच्यात स्किल सेट वगैरे व डेव्हलप केलं पाहिजे आणि जिथं बेसिकली सॅटिस्फॅक्शन कुठं मिळतं, तिथं वळलं पाहिजे असं मला वाट पण जे सध्याची जी हां, परिस्थिती
हं. हं, हं. हां. हां. बरं. म्हणजे तो, तो पैसा वापरून घेतला पाहिजे असं म्हणताय?
हां. म्हणजे वेळ मारून नेली पाहिजे, की तुम्हाला गरज आहे ना, त्या क्षणी पैशाची, तर तुम्ही तो ॲक्सेप्ट करा. पण असं नका ठेऊ, की तो लाँग टर्मसाठी तुम्ही ठे ठेवा असा विचार करू नका. त्याच्यामध्ये कधीतरी ब्रेक घ्या किंवा तुमचं काही जर त्यानुसार फायनान्शियल प्लॅनिंग असेल, की बाबा मला कुटुंबाची जबाबदारी उचलायची आहे, मला हफ्ते जायचे आहेत किंवा काय समथिंग. तर त्यानुसार त्याचं प्लॅनिंग करा, की बाबा मी 3 वर्ष इथे करेन आणि तोपर्यंत साइड बाय साइड दुसरं काहीतरी बघेन किंवा एक्स्ट्रा काहीतरी काम करेल. घरातून अकाउंटिंगची कामं घेईन किंवा फ्रीलान्सिंग करेन. म्हणजे त्यातून पण मनीसंचय होतोच ना. मग तो तुम्ही कमी पॅकेजवर पण जाऊ शकता. तिथे वर्क कल्चर जर चांगलं असेल ना आणि तुम्ही जर असं साइड बाय साइड काही करू शकत असताल. तर मग तुम्ही तो ऑप्शन सुद्धा ॲक्सेप्ट करू शकता. म्हणजे दोन्ही ऑप्शनवर तुम्ही तुमच्या म्हणजे कशी परिस्थिती आहे तुमची घरची, त्यानुसार तुम्ही सारासार विचार करून डिसिजन घ्या, असं वाटतंय.
हं. वाह! हं, हं. हां. हं. होतोच. हां. वाह! ठरवू शकता. बरोबर पण वेळ मारून नेण्याला खूपच बळ लागत नाही का?
हो, हो. नक्कीच. सगळ्यांना जमत नाही वेळ मारून नेणं आणि अशी लोकं फारच कमी असतात.
हं. म्हणजे 3 वर्ष हे उदाहरण दिलत तुम्ही. पण 3 वर्ष म्हणजे खूप झाली. पण मग अं, कसं करणार एखादा व्यक्ती? वेळ मारून न्यायचं असेल आणि दोन्ही ऑप्शन तुम्ही खूप छान सांगितलेत, की सुरुवातीला हे करा. मग त्या पैशांचा वापर करून तुम्ही आवडीचं काम घेऊ शकता. पण किती लवकर ते मिळवू शकतो आवडीचं काम असं तुम्हाला वाटतं?
हां. हां. हां. हो हो.